मेंटर जो असतो ना तो आपल्या जीवनामध्ये खूप खरंच खूप महत्वाची भूमिका बजावत असतो. नाही का? तर, तर हा जो मेंटर असतो याच्याशी बोलण्याची सुरुवात किंवा संपर्क कसा करायचा, काय बोलायचं असं वाटतं तुम्हाला?
हो, हो. अ, माझ्या भाषेमध्ये मेंटर म्हणजे आपण ज्याला एखाद्या क्षेत्रातला गुरु करणं म्हणतो. गुरु आणि शिष्य. तर कसं आहे, की शिष्याचे काही नियम आहेत.
हं. बरोबर. हं. हं.
एक म्हणजे गुरु जरा नीट तपासून बघावा.
नक्कीच.
दिसला, की माणूस आपला गुरु केला असं नाही. तो नीट तपासून बघावा, की त्याच्याकडे ते स्किल आहे का?
हं. बरोबर. हं, हं.
दुसरी गोष्ट अ, ते येत असलं तरी त्याची ती देण्याची इच्छा आहे का?
अरे वाह! म्हणजे असं म्हणजे असून चालत नाही, की त्याच्याकडे ज्ञान आहे बा म्हणजे तो आपल्याला देईलच असं गृहीत नाही धरायला हवं.
हं. करेक्ट. दुसरी गोष्ट द्यायची इच्छा आहे, पण त्याला ते नीट छान समजावून सांगता येतं का? <chuckles> हे पण महत्वाचं आहे.
अरे वाह! हे सुद्धा खूप महत्वाचं म्हणता येईल.
आणि ह्या 3 गोष्टी ज दिसल्यावरती मग मात्र मी एक चांगला शिष्य कसा होईन? माई शिकण्यासाठी अ, माझी मानसिक तयारी पाहिजे, कष्ट घ्यायची तयारी पाहिजे. आणि
हं. हां. बरोबर. म्हणजे खरंच खूप छान सांगितलं.
मग त्या गुरूला मी जाऊन भेटून, त्याचं शिष्यत्व पत्करलं पाहिजे, की नाही मला तुम्ही शिष्य म्हणून घ्या आणि मग अ
घ्या, हां.
मग ए मग तुमची अ, त्याला एक अ, डेडिकेशन पाहिजे.
हं, हं. अरे वाह! खरंच म्हणजे तिन्ही गोष्टी किती महत्वाच्या ना. म्हणजे शिष्य तो गुरु कसा आहे? अ, त्याच्याकडे ज्ञान आहे का? परत म्हणजे त्याच्याकडे जे ज्ञान आहे ते त्याला आपल्याला द्यायचं आहे की नाही? म्हणजे किती सखोल विचार केलं करता म्हणजे नाही का?
हं. तर मला एक अनुभव सांगायच आहे तुम्हाला. मी
अरे वाह! मला नक्कीच ऐकायला आवडेल.
हां. मी नव्याने प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या क्षेत्रामध्ये अ, सुरुवात करत होतो.
हं. अच्छा.
तर त्याच्यासाठी मला अ, मार्गदर्शन करणाऱ्या कुठल्या व्यक्तीची आवश्यकता होती.
हं.
तर मी बराच शोध घेतला. परंतु असा चांगला असा मार्गदर्शक गुरू काही मला मिळाला नाही.
हं.
मग मला एक पुस्तक सापडलं.
छान. मग? हां.
तर रिचा मु री रीटा मुलचे नावाच्या त्या बाई अमेरिकेमध्ये
अच्छा. हां, हं.
खूप सुंदर प्रोजेक्ट मॅनेजमेंट शिकवायच्या.
अच्छा.
पण त्यांचा कोर्स खूप महाग. कारण फार जगभर त्यांना मागणी त्यामुळं, त्यांचा एक कोर्स अटेंड करायला जवळपास ₹200000 फी असायची, 5 दिवसाची. ₹200000 हां, मग हां.
हं. हां. अरे बाप रे! ब ब बापरे! म्हणजे खूपच फी म्हणायची?
हो आणि शिवाय भारतात त्या घ्यायच्याच नाहीत. त्यांचा सगळा वेळ तिकडे अमेरिका आणि युरोपमध्येच जायचा. तर नंतर त्यांनी काय केलं, की त्यांची जी सगळी माहिती आहे. त्याचं एक पुस्तक तयार केलं आणि मग ते पुस्तक छापलं. तर हं. तर ते पुस्तक मला मिळालं. मी ते विकत घेतलं. तेही महाग होतं. पण पाच सहा हजार रुपयचं पुस्तक घ्यायला काय? मी घेतलं ते.
हं, अच्छा. हं. हं. अरे वाह! हां हं. हां. बरोबर आहे.
पण त्याच्यामध्ये त्यांचा इमेल होता.
हं.
आणि तुम्हाला काही अडचण असेल, तर तुम्ही मला विचारू शकता. असं होतं.
अरे वाह! हां.
आणि माझं नशीब बघा कसं?
मग तुम्ही त्यांना केला इमेल?
अर्थात, मी ते पुस्तक वाचत असताना, मला एक कल्पना सुचली.
हां.
की माइंड मॅपिंग नावाचं तंत्र वापरलं, व्हिज्युअलायझेशन वापरलं, तर हा अभ्यास जास्त छान करता येईल. माझा अभ्यास चांगला होईल मी परीक्षा लवकर पास होईन.
हं. हं. अच्छा! हं. हं, हं.
तर असं होईल का? असं म्हणून मी त्यांना एक छानसा ईमेल लिहून त्याच्यावर तो पाठवला.
अरे वाह! हां, मग त्यांचा प्रतिसाद मिळाला?
त्याच्या हो, 4 दिवसानंतर मिळाला. त्यात पहिलं त्यांनी लिहिलं होतं, की "सॉरी मला जगभराहून इमेल येतात, मी तुमचा इमेल अ, वाचला, मला खूप आवडला, मी सगळ्यांना उत्तर देत नाही, माझी सेक्रेटरी देते."
अ हां. हं.
पण तुमचा प्रश्न मला आवडला आणि तुम्ही सांगताय, त्याच्यावरती मी थोडा अभ्यास करून तुम्हाला पुढच्या आठवड्यात उत्तर देते.
अच्छा! हं. किती मोठी गोष्ट म्हणावी लागेल ना, इतकी मोठी व्यक्ती त्यांनी आपला म्हणजे ईमेलला प्रतिसाद क देणं हीच किती मोठं गोष्ट झालं आणि त्या म्हणत आहे, की "मी तुमचा ईमेल वाचला आणि मला खरोखर तुमचा प्रश्न आवडला आणि मी याच्यावर विचार करेल." खरंच किती मोठ गोष्टी आहे खरंच. मग काय झालं? हं.
हो. <chuckles> प्रश्नच नाही त्यांनी मग प पुढच्या आठवड्यात त्यांचं मला एक सविस्तर प उत्तर आलं. त्याच्यात 1 तासभराचं असं अ, म एक पान भराचं अ, उत्तर होतं डिटेल्ड आणि त्यांचं म्हणणं होतं, की "हा विचार खूप छान आहे. त्याचा असा-असा उपयोग करावा, तुम्ही या-या पद्धतीने करा" आणि मला सगळ्यात जास्त आनंद झाला की
हं, बरं. हं. अच्छा. हां. हं. हं.
अ, हं. ही कल्पना मी माझ्या पुढच्या पुस्तकामध्ये घेणार आहे.
बाप रे! ते तुम्हाला असं वाटलं असेल ना, हे मी स्वप्न बघतो, की काय? म्हणजे कसं स्वतःला विश्वास करून दिला, की त्या व्यक्ती माझ्याशी बोलत आहे आणि त्यांनी माझी कल्पना आपल्या पुस्तकात घ्यावी.
हो. हो, हो. नाही त्यांनी ती घेतली. एकच ओळ आहे त्यांच्या पुढच्या पुस्तकामध्ये आणि मग मी त्यांना अ, मध्ये-मध्ये मी सारखा त्रास देणं बरोबर नाही त्यामुळे 1 महिन्यातनं एकदा मी, माझी अशी प्रगती झाली माझा असा आहे असं मी ईमेल लिहायचो. मग मी त्यांना म्हंटलं, की अ, Zoomच्या वर किंवा Teamsच्या कॉलवरती तुम्ही मला भेटाल का? मला काही विचारायचं आहे. आणि शंका काही विचारायची आहे. तुमची काही फी असेल तरी मी देईन, तर त्यांचं उत्तर आलं, की मी अशी इंडिव्हिज्युअल काही फी घेऊन नाही करत.
हं. अच्छा. बरोबर. हं. अच्छा. अच्छा. हां, हां. हं. अच्छा. मग? हां. हां.
अ, पण मला वेळ झाला, तर मी पुढच्या महिन्यात तुम्हाला वेळ देईन. पण
अरे बापरे! हां.
त्याच्यानंतर खूपच एक अ, दुर्दैवी गोष्ट झाली. त्यांच्या ईमेलला उत्तर येईननाशी झाली.
काय झालं?
आणि एक,
का बरं, म्हणजे काय कारण होतं?
हो, सांगतो तुम्हाला. 1-2 महिन्यानंतर त्यांच्या सेक्रेटरीच्या वतीने उत्तर आलं, की अ, रीता मॅडमच्या संपर्कातल्या सगळ्या लोकांना आम्हाला कळवायला दुःख होतंय, की अ
हं. हं.
ब्लड कॅन्सरमुळे त्या आजारी आहेत, आणि त्यांना अशक्तपणा असल्यामुळे त्यांना आता, त्यांनी कुठलंही काम करणं बंद केलेलं आहे.
अच्छा! अरे बापरे! म्हणजे खरंच खूप वाईट, म्हणजे बातमी कळली तुम्हाला.
आणि त्यानंतर 3 महिन्यामध्ये त्यांचं निधनच झालं.
अच्छा. मग याचा तुमच्यावर काही, म्हणजे परिणाम झाला, म्हणजे ऑब्व्हियसली, अ, म्हणजे इतके आपण ज्या व्यक्तीला मानतो, आणि एवढ्या मोठ्या व्यक्तीला आपला प्रतिसाद दिला, आपलं म्हणणं ऐकलं. त्यांची अशी अचानकपणे एक्सिट झाली तर अ, नक्कीच दुःखद असते. मग तुम्ही कसं सावरलं स्वतःला?
हां. नाही तसा माझा डायरेक्ट त्यांच्याशी संपर्क नव्हता. त्या माझ्यासाठी एक टीचर इन्स्पिरेशन असं होत्या. हां, हां.
नाही तरी म्हणजे नक्कीच म्हणजे आपल्यासाठी गुरुस्थानी जी व्यक्ती असते.
हो, हो, हो, हो. अ, आजही मी त्यांच्या पुस्तकातली उदाहरणं लोकांना सांगतो. त्यातल्या काही-काही गोष्टी मी त्यांच्या पद्धतीतल्या काही गोष्टी अ, नक्कीच अ, वापरतो शिकवताना. मी सुरुवात केली तेव्हा त्या अ, अ, जगातल्या टॉप मोस्ट टीचर होत्या प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या. आणि आता इतर 1-2 व्यक्ती आहेत. अ
हं. अच्छा! हं. अच्छा!
पण मी सुद्धा कदाचित अ, जगातल्या टॉप 200 लोकांपैकी 1 आहे. कारण मी, साडेचार हजार लोकांना शिकवलंय. हां, हां.
नक्कीच मला म्हणजे <chuckles> मी जर, मी आता बोलत आहे ना मला त्याचा अनुभव येतंय, की तुम्ही किती म्हणजे थोर व्यक्ती असाल, नाही का? म्हणजे होते ना आपल्याला बोलण्यावरून कळते. मग पुढे काय झालं?
अ, मग त्या विषयामध्ये मी अजून अभ्यास केला त्यातला पुढचा टप्पा जो आहे, प्रोग्रॅम मॅनेजमेंट हां, त्याचाही माझा थोडा अभ्यास चालू आहे. अ, पण शिकत राहणं महत्त्वाचं आहे. आपण कधीही
हं. तो गाठला. हां. अच्छा! बरोबर, नक्कीच. अगदी बरोबर बोललात.
हां, शिकणं काही पूर्ण होत नाही. आता मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो. ज्या व्यक्तीकडनं मी अ, तुम्हाला वाटेल छोटी गोष्ट पण ती, फार वेगळ्या गोष्टीतली माझी मेंटर आहे.
हां. नक्कीच. नाही, नक्की सांगा मला खूप आवडेल ऐकायला.
हां. माझ्या अ, या सासूबाईंच्या अ, मैत्रीण. म्हणजे त्यांच्याच वयाच्या.
हं, हं.
तर त्यांची माझी ओळख झाली आणि आमच्या खूप गप्पा होतात. आणि
अच्छा.
अ, मी कामानिमित्त एकटा राहत असताना अ, त्यांनी मला विचारलं, "अरे पण तू खाण्याचं काय करतोस?"
हं.
फॅमिलीपासून लांब राहतोस कामासाठी. बरोबर आहे.
बरोबर, हं.
पण मग काय करतोस? मी म्हंटलं, "नाही, मी अ, वेळ होत नाही, शक्ती तेवढी उरत नाही, त्यामुळे मी बाहेरचच खातो."
हं. हं. अच्छा. हां, मग त्यांनी काय म्हटलं? हं.
तर त्या म्हणाल्या, "नाही, नाही, नाही, नाही, अजिबात नाही, असं नाही मी तुला शिकवते; माझं ऐकायला तयार आहेस का? मी तुला तयार करते." आणि अक्षरशः वयाच्या 52 व्या वर्षी. बरं <chuckles> त्यांचं वय जवळ-जवळ 70 हां. त्यांनी काय केलं? <laughs> त्यांनी माझा पत्ता घेतला. आणि म्हणाल्या, की अ, "मी तुला काहीतरी एक भेट पाठवणार आहे, तुला वाईट नाही ना वाटणार." म्हंटलं, "भेट घ्यायला काय वाईट वाटणार आहे." <chuckles>
अच्छा. हं. हो, नक्कीच असेल. सासूबाई म्हटल्यानंतर. <chuckles> हां. नक्कीच. हां, हां.
तर त्यांनी त्यांच्या अ, त्या काही काळ होत्या दुसऱ्या देशामध्ये, तेव्हा तिथं वापरायला स्वयंपाकाच्या ज्या वस्तू घेतल्या होत्या ना. 1 जुना कुकर होता. मग जुन्या काही गोष्टी होत्या. ते सगळं पार्सल करून मला पाठवलं.
बरोबर. हां. हं. अच्छा. अरे, वाह! म्हणजे इतकं कोणी आपल्याला तयारीनिशी गिफ्ट पाठवत आहे. म्हणजे ज्या गोष्टींची आपल्याला आवश्यकता आहे. तर खरंच तुम्हाला तुमचा तुम्हाला कसं वाटलं होतं तेव्हा?
हां. हं. हं. <chuckles> मला खूप आनंद झाला आणि अ, हं, तुम्हाला सांगतो त्यांनी नुसतं नाही पाठवलं मला. त्यांनी अ, 2 बरण्या पाठवल्यात. त्या बरणीमध्ये 2 छोट्या वाट्या आहेत.
<chuckles> हं. हां. अरे, वाह! हां.
त्यांनी सांगितलं, "काही अंदाज चुकत नाही, काही नाही. हां, ती वाटी आहे ना, 1 वाटी घ्यायची तांदळाची. ती दुसरी आहे, ती त्याच्यामध्ये डाळ घ्यायची 1 वाटी. असा-असा कुकर लावायचा" आणि लिहून मला स्टेप बाय स्टेप त्याची अल्गोरिदम करून पाठवून दिली त्यांनी. <chuckles>
अच्छा! हं. हं. हं. हं. हां. अरे, बापरे! म्हणजे त्या प्रोग्रामिंगचे स्टुडंट्स होते की काय, त्या?
हो. <chuckles> हो, बी-एडच्या शिक्षिका आणि नुसतं नाही मला हे पाठवलं. मग मला म्हणाल्या, "तू असं कर, तू न तिकडे बाजारात जाशील ना, त्या तांदुळाचे प्रकार मला दाखव. व्हिडिओ कॉल कर."
अच्छा! हां, हं. अरे बापरे! हां.
मग त्यांनी असं बघितलं, हा नाही तो नाही, तो नाही. नाही ह्याचा गिचका होईल. हा पुलावचा आहे. मग तांदूळ कुठला घ्यायचा तिथपासून मार्गदर्शन केलं मला.
हं. हं, हं. बापरे! आता वयाच्या 17 व्या वर्षी म्हणजे इतकी म्हणजे आपण कोणाला मदत करत आहोत. तेही इतक्या म्हणजे तयारीनिशी आणि त्यातलाही पुढचा टप्पा म्हणजे सामग्री कुठली वापरायची आणि कुठल्यानं काय होईल? किती थोर मार्गदर्शन म्हणजे आता हे स्वयंपाकाचे नवीन गुरु भेटले असं म्हणावं लागेल.
हो. प्रश्नच नाही. मग तो भाग झाला. मला मग अ, ह्याची मुगाची खिचडी शिकवली त्यांनी अ, फोडणी कशी करायची? आधी कसं करायचं? तिसऱ्या हां. पाणी तिसऱ्या अ, बोटाच्या तिसऱ्या पेरापर्यंत आलं पाहिजे. <chuckles> ते प्रमाण.
अच्छा! हं. मग अजून काय, काय शिकवलं पुन्हा? अच्छा. म्हणजे तांदळातलं पाण्याचं प्रमाण.
हां. मला कुठं माहीतनच नव्हतं ना कायम आई नंतर बायको. मला करायची वेळ हां. ते बरोबर सांगितलं आणि तुम्हाला सांगतो एक दिवस माझं चुकलं नाही. इन्स्ट्रक्शनच इतक्या छान होत्या.
अरे वाह! हं, हं. बरोबर. हं. अरे वाह! नक्कीच.
बरं. 2 आठवडे झाले की त्यांनी मग फोन केला म्हणाले, "तुला कच्चं काहीतरी खाल्लं पाहिजे कोशिंबीर. टोमॅटो आणि काकडी घेऊन ये, कांदा घेऊन ये. मग ते चीर." मला चिरायचा कंटाळा. मग म्हणाल्या, "ते अंजलीचं फॅन्टॅस्टिक नावाचं अ, खास मिळतं. अ, चिरायला फार छान आहे." मग ते मी फॅन्टॅस्टिक नावाचं ते घेऊन आलो.
हं. हं. अरे बापरे! <chuckles> हं. हं. <chuckles> अच्छा! हां.
आणि आता तुम्हाला सांगतो, मी छानपैकी कांदा इतका मस्त चिरतो
हं.
एखाद्या गृहिणीसारखा मस्त चिरू शकतो.
<chuckles> अरे बापरे! म्हणजे गुरूच इतके थोर लागल्या भेटल्यावर शिष्य म्हणजे शिष्याची प्रगती का नाही होणार, नाही का. मला आता तुम्ही तुमच्या सासूबाईच्या मैत्रिणीचं सांगलं ना तर मला काय वाटत होतं माहितीये तुम्ही एखाद्या प्रोग्रामची डिझाइन करताय म्हणजे आधी फ्लो चार्ट काढलेला नंतर अल्गोरिथम अन् आता कोडिंग करून ते आउटपुट बाहेर आलेलं. <laughs> खरंच.
हां. हां. हो. <chuckles> नाही आणि त्यानंतर त्या रेग्युलरली फोन करायच्या आणि म्हणायच्या मग आज कोशिंबीर केली का? बरं मग भात आज कुठल्या प्रकारचा केला? बरं चल आता पुढचं पाऊल. आता असं कर आज पालक घेऊन ये. मग ती पालकाची पानं धुव, ती कुकरमध्ये लाव. हां, मग ते आता अ, हे कर पालक-राईस, एकदम सोप्पा. <chuckles>
हां. हं. अरे वाह! हं. अरे वाह! <chuckles> म्हणजे आजही त्या संपर्कात आहे तुमच्या?
अहो हो. मला फोन करून सारख्या त्या पिडतात. सफरचंदं खाल्लीस का? हे केलंस का? तुझी तब्येत चांगली राहावी म्हणून. आणि अधे-मध्ये त्या मला ते डिंक आणि हे काय सगळे पौष्टिक लाडू असतात. हां, त्याही पार्सलनी पाठवून देतात.
अरे बाप रे! हं, हं. हं. सुंठ लाडू वगैरे. हां, हां. बापरे! म्हणजे किती मला असं ना तुमचा हेवा वाटत आहे हा आता. <chuckles> जेलसी होते ना, तशा प्रकारचं. असं कधी कसं मिळू शकतं व्यक्ती कोणाला. म्हणजे जो इतका मार्गदर्शन करतो. सोबत काळजीही आणि तितकंच प्रेम.
नाही, नाही. एक एक एक गोष्ट सांगायची राहिली तुम्हाला.
हां.
अ, काय आहे, त्यांच्या मुलाला बराच काळ नोकरी वगैरे मिळत नव्हती.
अच्छा. हां.
तर मी अ, माझे कॉन्टॅक्ट्स वापरून, त्याच्यावरती मेहनत घेऊन, जवळजवळ 2-3 वर्ष त्याला मी मेंटर केलं आणि तो आता छानपैकी सेटल्ड आहे. तर मी त्याच्यासाठी हे जे केलं
हं, हं. हां. अरे वाह! हं, हं. त्याची
त्याची प्रतिक्रिया म्हणून त्या करत असतील, पण तरी त्या करताय त्याच्याबद्दल हां, हां.
उदाचित तरी ते, म्हणजे हां. पण तरीही नाही का इतकं करणं म्हणजे खूपच झालं हो. म्हणजे इतकं म्हणजे आपली आई जशी काळजी घेते म्हणता येईल ना? नक्कीच. म्हणजे तुम्हाला किती छान मेंटर लागले त्या रीता मॅडम, नंतर तुमच्या त्या सासूबाईच्या मैत्रीण. खरंच, असे मेंटर मिळायला ना खरंच म्हणजे, जे आपलं नशीब लागतं किंवा आपण पूर्वजन्मात कुठे ना कुठे म्हणजे कोणाचे खरंच म म्हणजे चांगले गुरु होऊन कोणाला मदत केली असणार त्याचीच ही परतफेड असेल कदाचित. तर तुमचे मेंटरशी म्हणजे नाते जाणून मला खरंच खूप छान वाटलं आणि बोलण्यात पण खरंच मज्जा आली आणि आपले खूप खूप आभार.
हो, हो. करेक्ट, करेक्ट. हं. हो, मला पण चांगलं वाटलं आणि मला वाटतं आपण नीट ऐकलं ना मेंटरचं तरच चांगलं छान आपलं होऊ शकतं. हं.
नक्कीच.